तुमच्या सोबत असं कधी झालंय का? की तुम्ही स्वयंपाक बनवला किंवा काहीतरी मस्त बिर्याणी वगैरे बनवली, पुलाव बनवला आणि मग ते उरलं आणि मग ते तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलं. मग त्याच्यानंतर ते जे शिल्लक उरलेलं असते कुठलंही भाजी असो, चपाती असो, पराठे असो, ते तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही, क्रिएटिवली तुम्ही, कसं वापरलं? किंवा अशा गोष्टी तुम्ही कसे वापरता जरा सांगणार का?
हं. हं. तर काय आहे ना की आपण जेवण बनवतो तर आपल्या भारतात कसं <inhales> की आपण मोजून-मापून जेवण नाही बनवत. जितकी माणसं असतात ते त्यापेक्षा 1-2 माणसांचं जास्तीच जेवण बनवून ठेवतो. हे मला वाटतं की प्रत्येक घरात होतं की थोडंसं जास्त जेवण बनवतातच. कारण काय आहे? कधी, कोणी जर आलं अचानक आपल्या घरात तर जेवण कमी नाही पडायला पाहिजे. जास्त असलं तर ते चालतं पण कमी कधी नसायला पाहिजे. आणि मग असं जेव्हा <coughs> सॉरी, होतं ना तर तेव्हा आपण अ, काही ना काही त्याचं करतोच. म्हणजे सकाळी उठून मग उरलेला भाताचा, फोडणीचा भात असतो किंवा असे काही वेगवेगळे पदार्थ असतात. <inhales> जे आपल्याला खूप म्हणजे चविष्ट लागतात आणि त्याचा आपण वाटही पाहतो.
हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. अरे वाह! मग अ, मला एक सांगा की जसं फ्रिजमधील शिल्लक काही उरतं, काही भाजी असेल किंवा भात असेल किंवा जे पण असेल, चपात्या असतील, असे काही 1-2 लोकप्रिय तुमच्या काही रेसिपी आहेत का? जे उदाहरण देऊन तुम्ही सांगू शकणार, जे तुमच्या कुटुंबाला आवडतात?
हो ना, म्हणजे भात हा जेव्हा-जेव्हा उरतो ना रात्री तर त्याचा आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी एकतर मी फोडणीचा भात करते. या सगळ्यांनाच खूप आवडतो. म्हणजे ते सफेद भात इतका नाही खाल्ला जात जितका दुसऱ्या दिवशीचा तो फोडणीचा भात एकदम 5-10 मिनिटातच संपून जातो. इतका तो अ, खूप प्रिय आहे. म्हणजे त्याला काय म्हणजे रात्रीचं जे उरलेलं भात असतो ना तो फ्रीजमधुन काढून मस्त असा मोकळा करून घ्यायचा, थोडासा हाताने असा कुस्करून. म्हणजे ते झालं एक, मग ते बाजूला ठेवायचं. मग नंतर मग कांदा, लसूण, आलं, मिरची, थोडंसं राई, जीरा, कडीपत्ता आणि अ, ह्या सगळ्यांचं म्हणजे असं फोडणी आपण म्हणतो ना एक प्रकारचं असं मिश्रण तयार करायचं आणि मग त्यात ते भात टाकायचा. हवं तर थोडेसे बटाटे फ्राय करून त्याच्यात आपण ॲड करू शकतो, म्हणजे त्याला आणखीन जास्त पोह्यासारखी चव येते आणि मग ते मस्त असं मिक्स करून शिजवून वरून मग अशी ताजी कोथिंबीर कापलेली, बारीक चिरलेली त्याच्यावरती टाकायची आणि तो इतकं चविष्ट लागतं ना, म्हणजे त्या हिरव्या मिरचीचा झणझणीत चव येते त्याच्यात. <chuckles> आणि ते जे कुस्करलेले तांदूळ असतात, अ, भात जो असतो, तोही इतका छान लागतो म्हणजे सगळा मसाला त्या भातांच्या एक-एक दाण्यामध्ये मुरतो आणि तो अतिशय चविष्ट आणि झणझणीत लागतो. तर हे जे
कसं बनवता तो? हां, हं. बरोबर. हं. बरोबर. अरे वाह! अरे वाह! हम्म. हं. अरे वाह! मग दुसरी एखादी? हां, हां. बोला.
हा जो पदार्थ आहे तो आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो.
हं, त्याच्या वैतिरिक्त दुसरा कुठला आहे का? जे मुलांना पण आवडतो आणि म्हणजे आता रोज-रोज तर तुम्ही फोडणीचा भात बनवू शकणार नाही. मग अशा वेळेस 2रा कुठला असा तोडगा वापरता?
आणि हं. 2रा म्हणजे काय असतं ना, की कधी-कधी डाळ उड उरते ना, तर डाळ आम्ही अ, म्हणजे दुसऱ्या दिवशी डाळ-भात परत खायला कोण तयार नाही होत. तर मी काय करते, ती डाळ घेऊन त्याच्यातच पीठ मळते, म्हणजे पीठ मळताना आपण पाणी नाही टाकायचं, त्याच्याऐवजी आपण त्या डाळीचा उपयोग करायचा आणि मग नंतर अ, अशी ताजी कोथिंबीर कापून, बारीक चिरून त्याच्यात ॲड करायची आणि मग चांगलं ते पीठ मळून घ्यायचं आणि थोडंसं साजूक तूप पण टाकायचं पीठ मळताना म्हणजे ते काय आपल्या हाताला चिटकत नाही आणि मग नंतर त्याचे असे चपात्यासारखे किंवा पराठ्यासारखं थोडंसं जाडसर लाटायचं आणि मस्त ते साजूक तुपात शेकून घ्यायचं आणि ते इतके छान लागतात ना, डाळीचे पराठे जे तयार होतात. मग ते आपण दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत आपण खाऊ शकतो सकाळच्या नाश्त्याला किंवा डब्यात पण देऊ शकतो मुलांना. खूप छान लागतं ते. थंड झालं तरीही मस्त चव येते त्याची.
हम्म. अच्छा! हां. अरे वाह! हं. बरं. हम्म. अरे वाह! हं, हं. वाह! अरे वाह! वाह! वाह! म्हणजे खूपच छान तुम्ही रेसिपी सांगितल्या की कसं तुम्ही झटपट असे 1-2 तुम्ही लोकप्रिय तुमच्या कुटुंबात चालणारे रेसिपी तुम्ही बनवता. पण मग अशा वेळेस ना, शिल्लक वापरताना तुम्ही अशा काही ट्रिक्स आहेत का ज्याचं तुम्ही म्हणजे लक्ष देण्याचं प्रयत्न करता? किंवा ट्रिक्स तुम्ही वापरता किंवा काही छोटी अशी काही जुगाड म्हणतो ना आपण, त्याचा काही वापरायचा तुम्ही प्रयत्न करता, की जेणेकरून अ म्हणजे ज्याने जेवण जे आहे ते ताजं आणि टेस्टी वाटावं?
हो ना. हो ना. हम्म, आता यासाठी काय आहे माहिती आहे का, की आता लहान मुलं घरात असली किंवा आपण ऑफिसला वगैरे जातो, तर आपण बाहेरचं खातो ना. आणि त्यामुळे कधी-कधी आपलं जे पोट आहे ते थोडं खराब पण होतं. बिघडतं. कारण त्याचं मग नंतर मग अपचन होतं किंवा गॅसचा प्रॉब्लेम होतो किंवा एखाद्या वेळी जर स्टमक इन्फेक्शन झालं, तर मग ते आपल्या अ, आतड्यांमध्ये जे आपण गुड बॅक्टेरिया म्हणतो. त्याचे ते कमी होतात. तर ते परत ते बॅलन्स, गट रीसेट करण्यासाठी एक खूप छान असा पदार्थ आहे. जे शिल्लक भातापासनं मी तयार करते. आता ही रेसिपी मला कळली अ, जे ओडिशाला जे पुरी मंदिर आहे ना
बरोबर. हम्म. बरोबर. हां. काय? हां. हम्म.
तर त्या पुरी मंदिरातला हा एक अ, प्रसादाचंच आयटम आहे. त्याला म्हणतात पखाला भात. तर तो कसा बनवतात की जो शिल्लक भात असतो आपल्याकडे, सफेद भात, रात्री असतो ना उरलेला. तर तो आपण अ, थोडासा घ्यायचा. जर आ का आपल्याकडे मातीचं भांडं असलं, तर त्याच्यात ते घ्यायचं आणि नंतर ते भात चांगला कुस्करून घ्यायचा हाताने. आणि त्यावरती पाणी ओतायचं, प्यायचं जे आपलं पाणी असतं ते. म्हणजे भात जस्ट पाण्याने कव्हर होईल इतकं पाणी आपण त्यावर घालायचं आणि नंतर त्यात दोन चमचे आंबट दही जर आपल्या घरचं बनवलेलं दही असेल, तर ते त्याच्यात मिसळून, ते झाकून ठेवून द्यायचं. मग ते रात्रभर ते तसंच ठेवायचं म्हणजे अख्खी रात्र तो भात त्या पाण्यात आणि दह्याच्या मिश्रणात फर्मेंट होत राहतो आणि त्याच्यात ते चांगले बॅक्टेरिया वाढतात. मग सकाळ झाल्यावरती, त्याला फक्त राई, जीरा, कढीपत्ता, मिरचीची आपण फोडणी घालायची आणि ते झालं तुमचं सकाळचं मस्त प्रोबायोटिक गट फ्रेंडली <chuckles> नाश्ता.
बरं. कसा बनवतात? हं. बरोबर. हं, हं. हं. बरोबर. बरोबर. बरोबर. अरे वाह! अरे बापरे! हां. हम्म. किती छान! म्हणजे हे तर तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे तुम्ही हे रेसिपी तुम्ही सांगितली की फक्त ही चवीसाठी नाही तर स्वास्थ्यसाठी पण किती योग्य आहे. तर असे कधी-कधी शिल्लक असतात की त्याला म्हणजे लगेच त्याला वापर त्याचा करणं, ताबडतोब दुसऱ्या दिवशी करणं योग्य असते. आणि काही असे शिल्लक असतात, जे त्याला शिल्लक नाही ठेवू शकत. त्याला फेकून द्यावं लागतं. मग अशा वेळेस फूड सेफ्टीसाठी तुम्ही काय नियम पाळता? की कुठलं पदार्थ आपण परत वापरू शकतो, कुठलं फेकायला पाहिजे, काय वाटतं? आहे का काही असं?
हो ना. हां, हां. हं. अ, असं तर काहीच नाही. कारण अ, एका दिवसाचं जर उरलेलं वस्तू असली ना, तर ती फेकायची गरज नसते, ती फ्रिजमध्ये चांगली राहते. पण जर का ती तुम्ही 2-3 दिवस ठेवली, मग त्याला फंगस लागू शकतो. मग ती तुम्हाला फेकावीच लागते. मग मी असं म्हणेन की जितकं लवकर तुम्ही तुमच्या शिल्लक वस्तूंचा उपयोग करू शकता ना, जेव्हा ते फ्रेश असतात आणि खाण्यालायक असतात. तेव्हा तुम्ही ते करून घ्यायचं.
हम्म. बरं. हां. बरोबर. हम्म. छान. मग अ, एखादा असा इन्स्टंट हॅक आहे का तुमच्याकडे की जो म्हणजे 10-15 मिनिटात, शिल्लक, वापरलेलं, म्हणजे जे पण शिल्लक आहे तुमच्या फ्रिजमध्ये त्याला तुम्ही वापरून काही बनवू शकता. आणि ते घरच्या सगळ्यांना आवडतं आणि पटकन बनणार, असं काही आहे का इन्स्टंट हॅक?